अगदीच. मग मानसिक आरोग्या बाबतीत का काय सांगाल की बरेचदा म्हणजे या यामुळे ना मानसिक ताण खूप येतो सोशल मीडियामुळे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे नियम घालून दिले पाहिजेत की आपल्याला तो स्ट्रेस नाही येणार?
ताण याकरिता येतो, कारण आपण ना अ, सिलेक्ट करत नाही, काय पहायचंय काय नाही. आपण अ, सगळंच येऊ देतो आपल्या फोनमध्ये, त्यामुळे तो ताण येतो. मग तो ताण Snapchat मधूनही
बरोबर. आणि तो स्क्रीन पण अ, डोळ्यासमोर त्याचही अ, म्हणताच येईल.
हो, हो.